हो, हो. बऱ्याचदा असा अनुभव येतो हां. तर अ, एक उदाहरण देते की ऑफिसमध्येच म्हणजे ज्युनियर होते आणि अ, ते ना त्यांच्या कामामध्ये त्यांच्या हल्ली खूप चुका व्हायला लागल्या होत्या. तर अ, मला वाटलं की त्यांच्या जीवनात काहीतरी प्रॉब्लेम आहे बा. अ, ते तर व्यक्ती खूप म्हणजे हुशार व्यक्ती होती. पण जेव्हा हुशार व्यक्ती अशा चुका करायला लागतात आणि या चुका नियमित जेव्हा होतात, तेव्हा आपल्याला वाटतं ना, की ह्याच्यामागे काहीतरी कारण असेल किंवा तो कुठल्यातरी संकटात असू शकतो किंवा त्याची मनस्थिती जी आहे, ते ढासळलेली असू शकते नाही का. अ, तर अ, मग मी काय केलं ना, की त्याच्या त्याला बोलावलं, त्याच्याशी बोलले किंवा मग बोलताना ना, जरा अ, असं अशा प्रकारचं बोलायला लागले, की बाबा काही प्रॉब्लेम आहे का? किंवा मग त्याची जर का चूक झाली असेल तर त्याला अगदीच
हं, हं. बरं. हं, हं. बरोबर. हो. बरोबर. हं, हं. मदत करण्याच्या भावनेने. मदत करण्याच्या भावनेने. हां.
नक्कीच. आणि चूक झाली असेल, तर त्याला, "ठीक आहे बा, होऊन जाते." किंवा "होतच असते इतकं म्हणजे मनावर नाही घ्यायचं." तर तर हे जे आपली छोटी गोष्ट असते ना, कधी-कधी पुढची व्यक्ती म्हणजे थोडं चुकीचं घेतो. म्हणजे त्याला असं वाटते, की म्हणजे आपण कधीतरी त्याच्यावर जास्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अम्म, अ, म्हणजे खोटी स्तुती करत आहोत किंवा हां. बाउंडरी हां, बरोबर.
हं, हं. हं. बरोबर. म्हणजे तुम्ही बाउंडरी ओव्हरस्टेप करता. बाउंडरी ओव्हरस्टेप किंवा त्यांचे काही सीमारेषा असतील, त्याला म्हणजे त्यांना असं वाटत असेल की हो, हो, उल्लंघन.
उल्लंघन करतो बा. हं. तर अ, असं त्याचा थोडासा म्हणजे चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि त्या व्यक्तीला बहुतेक मग असं झालं, की माझ्यासोबत बोलायला आवडलं नाही किंवा आवडत नव्हतं असं नाही का. म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा, आपण कोणाची तरी मदत करायला जातो किंवा कोणी दुःखी असतं, तर असं वाटतं, अरे याला आपण थोडंसं सांत्वन देऊन म्हणजे थोडंसं रोलिंगवर आणूया. पण उलटं होतं ते. <chuckles> तर हा एक अनुभव होता. मग त्यानंतर मी काय करते ना, की कोणाला सल्ला वगैरे किंवा प्रेरणा द्यायच्या ऐवजी मी खरोखरच विचार करते, की त्याला माझ्या प्रेरणेची किंवा सल्ल्याची गरज आहे किंवा नाही.
बरोबर. हं. हो. हं. हां. बरोबर. त्याला पण असं वाटत असेल, की मी जर का विचारलं नाही काही सल्ला, तर मग सल्ल्याची काही तिथे गरज नव्हती. कारण जर का मी समोर येऊन काही बोललोच नाही, तर मग तसं काही नाही म्हणजे त्याला तसं वाटत असेल तशा वेळेस. मग अ, अशा वेळेस बघा तुम्हाला जर का ना, शॉर्ट टर्म मोटिव्हेशन आणि लाँग टर्म एंगेजमेंट ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन प्रेरणा, ह्यात ताळमेळ कसा ठेवता तुम्ही, जरा सांगणार का?
हं. हं. हो, हो. हं.